हो, म आणि मी एक मी काय? जे मी जे नाहीये ते स्वतःला प्रस्तुत करणं खूप सोपं असतं. पण मी जे आहे ते एका स्ट्राँग मनाने प्रेझेंट करणं खूप अवघड असतं आणि ते मी एक आव्हान म्हणून घेतलं.
हां. हं. हं. अवघड असतं. हां, म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे, की म्हणजे अ, प्रिटेंड करणं सोपं असतं, पण खरं जे आतून जी भावना असते ते व्यक्त करणं अवघड अस असं म्हणायचं आहे का? हां.
अवघड असतं. पण मी तो नक्कीच तो एक समतोल तो एक बॅलन्स ठेवायचा आता प्रयत्न करतो. सगळंच न शेअर करता थोडक्यात मी जितकं शेअर करू शकीन लोकांबरोबर आणि त्याचबरोबर एक मी जे काही आहे, ते खरं-खरं मांडू शकीन लोकांपुढं, तर मला त्यात खूप आनंद मिळतो.
हां. हां. बरोबर आहे, नक्कीच. तर आजच्या काळात वैयक्तिक जीवन आणि ऑनलाईन प्रतिमा यांच्यातली सीमारेषा कशी बदललीये असं तुम्हाला वाटतं?
ती सीमारेषा थोडीशी जवळ आली आहे, असंही मला वाटतं कधी-कधी. कारण अ, सगळं जग आता एक आ आभासी दुनियेतच जगू लागलं आहे आणि आपण जवळ आलो आहोत, पण ती एक आभासीच दुनिया आहे नाही का? आपण आजूबाजूच्यांशी अ
हां. जवळ आ हां. नाही. हो, म्हणजे इमो कनेक्ट होत नाही आहे. म्हणजे पर्सनली कनेक्ट होत नाही आहे. म्हणजे प्रत्यक्ष भेटत नाही आहे.
हो. हो आणि घरच्यांशी आपण कधी-कधी बोलत नाही आणि घरच्यांशीही आपण WhatsAppद्वारे बोलायचा प्रयत्न करतो कधी-कधी. त्यामुळे
हो. ते तो एक मोठा एक म्हणजे विनोदच म्हणावा लागेल नाही घरात बसून. हां.
हो, म्हणजे, की ती तेच तर आपलं खरं आयुष्य आहे, तेच तर आपलं खरं जग आहे, तीच तर आपली खरी संपत्ती आहे. पण आपण ते सगळं सोडून. त्या एका वेगळ्याच जगात अ, जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ती दोन्ही त्या दोन्ही जगांमध्ये कुठेतरी दरी निर्माण झाली आहे असं मला वाट
हो. हो, होते ना. झाली ऍक्चुअली आणि मग तुम्ही असं कधी असा अनुभव घेतलाय का? की घरातल्या घरात राहूनच सगळे फोनवर बोलताय किंवा घरातूनच मेसेज करत आहेत. म्हणजे हे किती असं विचित्र वाटतं असं तुम्हाला वाटत नाही का? आणि तुमच्या आयुष्यामध्ये असा काही प्रसंग आलाय का किंवा अनुभव? की हे सगळं ऑड वागतायत सगळे? हां, हां.
हो, हो. हो, आलय. <chuckles> होतं. म्हणजे कदाचित मी आणि माझे आई-वडील तर नाही. पण असं एकदा नक्कीच झालं होतं, की आम्ही अ, एका रेस्टॉरंट मध्ये जेवण्यासाठी गेलो होतो. मी आणि आमचे घरचे आणि आमचे काही नातेवाईक आणि एक असा, क्षण आला जेव्हा आम्ही सगळे एका WhatsApp ग्रुप वरती काहीतरी चित्र टाकायचा प्रयत्न करत होतो, त्या जेवणाचा किंवा एकमेकांचा. तर मला असं वाटलं, की अरे! आपण फोटो तर काढले आहेत ते घरी जाऊनही आपण टाकू शकतो त्या ग्रुप वरती नाही का? पण ते इतकं अर्जंट वाटलं, की त्याच क्षणी ते फोटो एकमेकांबरोबर शेअर करावा असं सगळ्यांनाच वाटत होतं. ते खूपच हास्यास्पद होतं.
हां. हां. बरं. हां. हो, हो, हो. हां. वाटलं, हं.